अगदी बरोबर आणि आज जी एक गोष्ट सांगितली ना, की अ, लग्न अ, म्हणजे समारंभ म्हणा, काही म्हणा, ती जुनीच गाणी वाजतात. मला त्याचं जिवंत उदाहरण आहे, म्हणजे मी शक्यतो अजूनही बघतो की लग्नकार्यात जेव्हा ते अ, नवरदेवाची ती वरात निघते. बारात निघते, त्या बारातमध्ये शक्यतो असंच होतं की ते जुने गाणे जे ना ते अजूनही तेच जुने गाणे वाजतात. ते मुंगळा लावा, अ, ते बाहों मे बॉटल लावा, म्हणजे असेच गाणे वाजतात अजूनही ते, की जे किती ट्रेंडिंग साँग्स असू दे, ते मला कधीच ऐकायला भेटत नाही त्या वरातीमध्ये.
हां, हां. हो. हम्म. हं, हं. नक्कीच आणि मला तरी काय वाटते की, जुन्या गाण्यामध्येच इतकी ताकद होती. तेव्हाच तर जुनी गाणी आता नव्याने तयार होऊन येत आहेत ना. म्हणजे ते लोक काय करत आहे? शब्द ,चाल तीच ठेवत आहे. फक्त लोकांना काय रिदम पाहिजे, नाही का? डान्स करायसाठी किंवा थोडासा काळाचा फरक झाला आहे त्यामुळे सुद्धा असेल. तर त्याला थोडी फास्ट किंवा अ, म्हणजे रिदम आणण्याचा प्रयत्न चालू आहे नाही का?"
आहेच ती रिदम आहे त्या गाण्यांमध्ये. तेवढी ताकद आहेच. कारण की तीच काय आहे ना, ते जेव्हा गाणे चालतात ना तेव्हा नाचणारे तुरळक यंग पोरं असतात त्या बारातमध्ये पाहायला गेलं तर आणि जेव्हा असे हे जुने गाणे लागले ना, तर असा घोळकाचा घोळका यायला तयार होतात. सगळेच जणं
हं, हं. बरोबर. तेव्हा अगदी आजीबाईसुद्धा त्या गाण्यावर म्हणजे तालावर ठेका धरायला तयार असतात, नाही का?
अगदी बरोबर. ते असं बघून वाटत नाही की ही व्यक्ती की नाचणार म्हणून आणि ती एक व्यक्ती येऊन असे अप्रतिम नाचून चालली जाते की सगळ्यांना लाजून चालली जाते ती.
हो, हो, नक्कीच.
फार छान.
खरंच खूप हं, म्हणजे आधीच्या काळ आणि गाणी खरंच खूप छान होती असं म्हणावं लागेल आणि सणा-समारंभात तर या गाण्यामुळे काय म्हणजे ते 4 चांद लागणं नक्कीच.
यांच्या यांच्याशिवाय नाहीत यांच्याशिवाय ते सण अधुरे आहे असं मला वाटतं.
हो, नक्कीच.
फार छान वाटलं मला ह्या विषयावर बोलून तुझ्याशी आणि मला नक्कीच आवडेल पुन्हा बोलायला.